झाडाचं लाकूड. झाडं हे कोणत्या तुम्हाला हिरे सापडतील. हिऱ्यांचे ग्रह आहे, सोन्याचे ग्रह अ, ग्रह आहेत. अ, अ टायटॅनियमचे ग्रह आहेत. परंतु तुम्हाला पृथ्वी का युनिक ठरते फक्त त्या ठिकाणी लाकूड नाही, तर लाकूड हे सगळ्यात मौल्यवान आहे. झाड हे सगळ्यात मौल्यवान आहे. आणि ते झाड आपल्या पृथ्वीला लाभलेलं आहे. तुम्ही इंटरनेटवरती सर्च करा आणि पहा. तर झाडचं अ, म्हणजे आपल्या जीवनाचं एक पाऊल आहे की ते पण आपल्याला त्याचं महत्त्व नाही कळत. तुमच हं. ते कळतं ज्यावेळेस कोणीतरी आपला तोंड दाबून धरतं एक मिनिटं ना, त्यावेळेस कळतं की ऑक्सिजनच किती महत्व आहे. <chuckles> तर तशातला भाग आहे. <chuckles> तर म्हणून आम्ही <chuckles>
हां, आ. हो का? महत्व नाही कळत ना. हं, हं. बरोबर. बरोबर, हो खरंच, नक्कीच. म्हणजे खरंच <chuckles> जे जे सांगितलं खरंच तुम्ही खूप छान सांगितलं. कारण जेव्हा ऑक्सिजन आपल्यापर्यंत पोहचत नाही. तेव्हा ते कळतं का बाबा ते ऑक्सिजनच महत्व काय आहे नाही का?
हो. अगदीच. खूप छान.
खरंच, खरंच. म्हणजे नियम म्हणजे आता जर आपल्याला छोटे-छोटे अशी रोपं आपल्या बगीच्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये लावायची असेल. मग अ, काय करायचं नेमकं? कशी झाडं आणावेत जेणेकरून त्यांची निगा पण आपण ठेवू शकतो?
हं. हं. हे पहा हां. मी एक छोटी ट्रिक देतो हां. काही-काही जण अ, अ, शास्त्रीय दृष्टिकोनातून काही-काही झाडं फ्रिक्वेन्सी सोडतात. म्हणजे ती शांततेची फ्रिक्वेन्सी राहते. तुम्ही वास्तुशास्त्रातली झाडं आणा तुमच्या घरामध्ये आणि काही जर तशी झाडं आणले. तर काही कुबेर प्लांट म्हणतं त्याच्यामुळे पैसा येतो असं म्हणतं वास्तूशास्त्रनुसार. मी ते आणलं आहे काही दिवसां अ, ...पूर्वी आणि मला हा जॉब लागला. ठीक आहे. <chuckles> तर तुम्ही ते कुबेर प्लांट आणा. तुम्हाला ChatGPTला हां. <chuckles>
हो, सांगा ना. हं. हो का? बापरे! असं पण काही. काही राहतं बापरे हो, हो.
हां, वास्तुशास्त्र आहे हे. आणि त्याच्यानुसार फरक पडतो, कारण की प्रत्येकाची एक वेगवेगळी फ्रिक्वेन्सी राहते. जशी राक्षसाची मारण फ्रिक्वेन्सी आहे ना. देवाची वाचवणं फ्रिक्वेन्सी. तशी पण झाडामध्ये फ्रिक्वेन्सी राहते. आणि ती ते घराचं वातावरण बदलण्यासाठी मदत होते. म्हणून तुम्ही अशा प्रकारची झाडं लावू शकता.
बरोबर. हं, हं. बरोबर. अरे वाह!